अच्छा मग घरामध्ये जेव्हा वाद पेटतो तुमच्या, तर मग काय-काय गोष्टी आहेत, जसं की आता बघा ना की जसं तुम्ही सांगितलं की ज्या मनाच्या गोष्टी नाही बनवल्या तर तेव्हा पण वादचे कारण होतात. अ, कधी असं होऊ शकतं, की तुम्ही टीव्ही बघत आहे आणि रिमोट कोणीतरी घेतंय, कोणाला कार्टून बघायचंय, कोणाला सीरियल बघायचंय, त्यातूनही वाद होऊ शकतात. त्याच्यानंतर मग हं, कुठे जर तुम्हाला जायचंय, तर तुम्हाला परमिशन नाही दिली त्यातूनही वाद होऊ शकतात. तर मग असं त्याची सुरुवात कशी होते? काय गोष्टीवरून म्हणजे भांडण लागतं कुटुंबांमध्ये?
ओहो! म्हणायला गेलं, तर मेन आपण धरूया आता सीरियल कसं म्हणायला गेलं तर रोजच असतं आणि मी आणि मम्मी आम्ही सीरियल बघतो आणि माझा भाऊ आहे अशा बाहेर राहतो. आणि माझ्या पप्पांना काही सीरियल आवडत नाही त्याच्यामुळे ते त्यांच्या फ्रेंड्स सोबत राहतात. आणि मेन अ, पॉइंट कधी येतो जेव्हा क्रिकेट असतं. क्रिकेट असतं आणि क्रिकेट असल्यावर, माझ्या भावाला पण क्रिकेट आवडतं आणि पप्पांना पण क्रिकेट आवडतं आम्हाला सीरियल पाहायची राहते. आणि मग त्या गोष्टीवरून आमचे इतके भांडणं होतात घरामध्ये, मग हे म्हणतं मला रिमोट दे, ते म्हणतं मला रिमोट दे, मम्मीचं आणि माझं वेगळंच चालू राहतं, ते म्हणतं मला क्रिकेट पाहिजे, आम्ही म्हणतो आम्हाला सीरियल पाहायची. म्हणजे असं आमचे वाद होत राहतात. मग नंतर मग मी काय करते टीव्हीच बंद करते. मग मग मी टीव्ही बंद करून टाकते आणि मग नंतर आपल्या
हं, हं. बरोबर. हं, हं. बरोबर. हं, हं. ओह! हं, हं. अगदीच, अगदीच. हो, हो. हं, हं. हं, हं. हं, हं. मग नेमकं सोल्युशन काय निघतं? <laughs>
मालिका बघतो आणि पप्पा अन् ते त्यांच्या मोबाईलवर सीरियल बघतात.
हं, हं. मग टीव्ही बंद?
ए आय मीन ते क्रिकेट बघत. हां, टीव्ही बंद.
हं, अच्छा. मग तेव्हा घरातलं वातावरण कसं असतं? मग ते कधी शांत होतं आणि कसं शांत होतं?
तेव्हा मग ते पप्पाचं क्रिकेट संपलं, त्याच्यानंतर मग 2-3 दिवस मम्मी पप्पा एकमेकांना बोलणार नाही. नंतर मग हळू-हळू मग ते मनवायला लागतात. मग हळू-हळू ते बोलायला लागतात दोघं जण. मग ते झालं का मग आमचं पण
मग कसं मनवतात ते?
हां, मग ते असं म्हणजे काही
मनवायची पद्धत कशी आहे? की एखादं चांगलं आवडीचं जेवण बनवलं किंवा तुम्ही कुठेतरी बाहेर जेवायला गेले किंवा कुठे पिकनिकला गेले अशा प्रकारे?
हां.